हो.
त्या फडक्याने काय करतात, तिथं कांदा वगैरे कापतात ते पुसून काढतात मग. हां, मग त्याच कपड्याने काय करतात माहिती आहे का? हां, तो तवा वगैरे असतो ना त्यांचा, तो तव्यावर पण तोच कपडा पुसतात. त्या प्लेटला पण तोच पुसतो. अरे, तो पाणीपुरीवाल्याचा एक रील बघितला होता मी. तो त्या म्हाताऱ्याचा बापरे! हं, तुम्ही मुलींना कधी बघा ना, त्यांना तिखट जेवण आवडत नाही कधी जास्त. त्या मिरची वगैरे काढतात, "अरे, किती स्पाइसी आहे हे कसं खातात तुम्ही लोकं?" पाणीपुरीवाल्याच्या इथं ना आपल्याला लाज वाटते. "भैय्या तीखा डालो. इस में कुछ तीखा ही नहीं है, तीखापुरी दो." मला असं वाटतं, "अगं बाई, तो त्याच्या तिखा म्हणजे काय काय टाकतो ते आधी बघून तर घे. तो कोण आहे व्यक्ती, कोण आहे?" हं, हं.
त्याला हात पुसतात प्लेट आणि ते प्लेट ही त्यांना प्लेट पुसता. पाणीपुरीवाल्याजवळ बघायला भेटतो मला. हो. आणि <chuckles> अन दुसरी एक पण दुसरी पण एक गोष्ट आहे, की ते नाही फार असं हाय-फाय दाखवतात नाही का मुली, हायजीन दाखवतात की अ, नाही, "हे चांगलंच असेल ना भैय्या, हे दे ना, ते टिश्यू पेपर, नॅपकिन." आणि पाणीपुरीवाल्याजवळ तो बोटं बुडवतो त्याच्यामध्ये, अख्खा हात बुडवतो ते एकदम प्रेमानं खातात.
हं, हं. हं, हं. हं. हं, हं. एकदम, एकदम. "आज पाणीपुरी बहुत अच्छा बनाया भैय्या, आज एकदम टेस्ट आ गया है." त्याचे हात नाकात जाताय, कुठे बगलमध्ये खाजवतोय तो, काय करतोय नेमकं म्हणजे
<laughs> त्याच्याकडे बघायची सुद्धा इच्छा राहत नाही, बघायची सुद्धा इच्छा राहत नाही त्या पाणीपुरीवाल्याकडे.
नाही ना.